हे बघा, अशा वेळेस महिलांनी खूपच काळजी घेतली पाहिजे आजकाल तर म्हणजे इतकं सेन्सिटिव्ह झाली ना, दुनिया. विशेषतः जेव्हापासून ए आय आला तेव्हापासून. तुम्ही पब्लिकली काहीही टाकाल, तर बघा, आणि विचार करा. पब्लिकली जे तुमची गोष्ट आहे किंवा पोस्ट टाकलेली आहे, ती पोस्ट जगातला कोणताही व्यक्ती, म्हणजे जवळपास 6-7 बिलियन जेवढी काही पॉप्युलेशन आहे, कोणताही व्यक्ती ज्याच्याकडे इंटरनेट असेल तो एक्सेस करू शकतो. म्हणजे ही छोटी बाब नाहीये आहे ना, आणि कुठेही त्याचा मिस्यूज करू शकतो. तुम्ही थोडीच पूर्ण दुनियामध्ये ट्रॅक करत बसणार आहे, कुठे माझा प्रोफाइल वापरला जातोय आहे हाय ना तर, काय तुम्ही अपलोड करताय हे तर महत्त्वाचं आहेच, पण कोणासोबत तुम्ही शेअर करताय ह्यावर जास्त कंट्रोल अ, ठेवलं पाहिजे. असं म्हणतात ना, की "प्रिव्हेन्शन इस बेटर दॅन क्युअर." हं, म्हणजे तुम्ही फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबतच अ, शेअर करा आणि पब्लिकली शेअर करू नका गोष्टी, आणि इन्फ्लुअन्सर मोठे असतील तर मग त्यांचं काही सांगता येत नाही, म्हणजे ते तर मिस युज होतायच. यालाच कंटाळून तर अ, ऐश्वर्या राय बच्चन अ, म्हणजे तिने हे टाकली होती केस अ, इकडं सुप्रीम कोर्टात.
हो. अगदीच. हां. हो, नक्कीच, हो. हो ना, बरोब हो. हो. बेटर दॅन क्युअर अगदी बरोबर हां. हां. <chuckles> हां. म्हणजे अ, हे केलं होतं ना, डिफेमेशन केस केली होती. म्हणजे फुकट त्यांना बदनाम करतात किंवा त्यांच्या नावाने काही पण अ, फेक न्यूज पसरवतात. मग अ, अशावेळी सेलिब्रिटींनी काय केलं पाहिजे नेमकं त्याबद्दल? हां.
हो. बदनाम पण करतात. हो आणि नक्कीच आणि हे तर डिफेमेशन केस तर तिने टाकलीच, पण कॉपीराईट तिला स्वतःवर टाकावा लागला. म्हणजे बघा मी ऐश्वर्या राय आहे बच्चन, म्हणून माझ्यावरच कॉपीराईट तिला टाकावा लागला. माझा कंटेंट तुम्ही वापरू नका, म्हणजे अ, म्हणतात ना, माझी अ, आयडेंटिटी तुम्ही चोरू नका. डीप फेक जे आपण म्हणतो ना, तिचे व्हिडिओज खूप सारे बनवत होते लोकं. म्हणजे डीप फेकचा वापर करून आणि ती ती नव्हतीच त्या व्हिडिओमधली. पण व्हिडिओ खूप सारे व्हायरल करत होते. तर त्यामुळं
बाप रे! हां. हो, हो, बरोबर. हां, आणि अच्छा, हां. आणि ते अ, रश्मिका मंदानाचं पण काही होतं, तिचं म्हणजे यूज करून हे करत होते. म्हणजे असंही काही चालू आहे ते म्हणजे अ, म्हणजे स्त्रियांच्या दृष्टीने थोडक्यात सिक्युअर नाही आहे ते, असं म्हणायचंय.
हो. हो ना. हो, स्त्रियाच नाही, पुरुषांचं पण असं होतं म्हणजे अ, शाहरुख खानचे पण इतके व्हायरल करून टाकले. त्याने टाकले नाही कॉपीराईट वगैरे, पण आता टाकला असेल नंतर काय माहीत नाही. पण आता असं करावंच लागायला सगळ्या सेलिब्रिटींना, कारण की डीप फेक एक अशी बला आहे म्हणजे अ, बघा ना, एक्झॅक्टली तोच शाहरुख खान किंवा ऐश्वर्या राय बच्चनच अ, दिसते पुढे, आणि त्याच्यावरच अ, एक दोघांचा व्हिडिओ बनवून टाकला मग अ, किती अवघड झाले ना चित्र.
बरोबर. अगदी. हो ना. <chuckles> हां, हो. एक्झॅक्टली हो. अगदी. मग अ, अ, पोलिस, सायबर सेल, किंवा ई-एफ-आय-आर कधी, आणि कसं नोंदवावं? म्हणजे ते कायदेशीर पर्यायांबद्दल काही सांगू शकाल का?